आपल्या आयुष्यात आपण पाहतो, चित्रपटांचं स्थान हे अगदी नगण्य आहे. म्हणजे प्रत्येकाला बघा एक अ, फिल्म बघायला आवडते. तर आणि प्रत्येकाला प्रत्येकजण बघा, फिल्म बघताना म्हणजे नाही का, एक अ, काय बोलतो की आपण कुटुंबासोबतच तो वेळ व्यतीत करतो. तर आपल्याबद्दल असं काही आहे का? आपण एखादी फिल्म पाहिलीत का, जुनी इ की जी म्हणजे नाही का, रात्रीच्या टायमाला पहिल्यांदाच म्हणजे तुम्ही कुटुंबासमवेत ती फिल्म पाहिली आणि तिची आठवण तुमच्या मनात घर करून गेली आणि त्याबद्दल काय खास होतं? हे आपलं अ, म्हणजे सांगाल का?
हो ना, म्हणजे 1 अ, एवढा छान 1 असा मेमरी आहे ना, आठवण, जी आपण म्हणतो ना, की जी आपल्या मनातून कधीच निघणार नाही, तशी. म्हणजे ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, अ, मला वाटतं 1985 मध्ये जेव्हा मी 5 वर्षांचे होते. तर तेव्हा एकदा मी माझ्या आजीच्या घरी गेले होते, अ, ग्रँट रोडला राहायच्या त्या. तर अ, त्यांच्याकडे गेले आणि अख्खा दिवसभर आम्ही म सगळी मुलं आम्ही भरपूर खेळलो, खाऊन-पिऊन एकदम मस्त मज्जा केली आणि रात्री मग अ, आजी म्हणाली, "चला, तयार व्हा." तर अरे, आज्जी रात्री का तयार व्हायला सांगतेय? तर अ, ती म्हणाली, "तू तयार हो ना बाळा, मी तुला कुठेतरी नेते." तर अ, तिनं सगळ्यांना सांगितलं, की "चला, चला, तयार व्हा." आणि कोणीच मी सगळ्यांना विचारत होते, "कुठे जातात?" अ, तर अ, कोणीच सांगायला तयार नाही. ते म्हणाले, "चल ना, तू गप्प बस, तयार हो." आणि आम्ही मग तयार होऊन खाली गेलो आणि बाजूच्याच गल्लीत भरपूर लोकं जमा झाले होते. तर मला वाटलं, हे काय होत आहे आता? तर तिथे ना, मी पाहिलं की एक मोठा सफेद पडदा त्यांच्या गल्लीमध्ये असा लावला आहे आणि त्याच्यावरती एका प्रोजेक्टरने ते अ, मधुबालाचं चित्रपट दाखवत होते. अ, मुघल-ए-आझम. <coughs> तर अ, ते सुरू झालं आणि मी एवढं आश्चर्य वाटलं मला की हे काय आहे! म्हणजे असं वाटत होतं की काहीतरी जादू होत आहे आणि आपण म्हणतो ना, एकदम मॅजिकल, असं एकदम सरप्राईज झाले मी. आणि बसलो आम्ही सगळे, म्हणजे सगळ्यांनी मिळून रस्ता वगैरे इतका चकाचक साफ केला होता ना आणि सगळे खाली चटई घालून तिथंच बसले होते. <chuckles> आणि रात्रीची वेळ होती, तर आजू-बाजूला काही एवढं काही लाईट वगैरे नव्हतं, तर काळोखच होतं. आणि काळोखात तर एवढ्या मोठ्या पडद्यावर मुघल-ए-आझम बघताना एकदम असा एक अ, मॅजिकल एक्सपिरियन्स झाला मला. तर ते मी पहिल्यांदा होतं ते माझ्यासाठी.
हं, हं. अच्छा. हां, हां. हां, हां. हां, हां. हां, हां. हां, हां. हं. <chuckles> मग? हां, हां. अच्छा. हं, हं. अच्छा! अरे वाह, वाह, वाह! अरे वाह! खूप छान. हो, हो. हां, हां. अरे वाह, वाह! अच्छा. हो, हो. नक्कीच. हां. हां. हां. हां. म्हणजे खूप असा आणि त्यातला एखादा सीन वगैरे आठवतो का हो तुम्हाला? म्हणजे तिथे तुम्ही बोललात की एक प्रोजेक्टरवर म्हणजे पांढऱ्या पडद्यावर मुघल-ए-आझमसारखा एक उत्कृष्ट असा सिनेमा तुम्ही पाहिला. तर त्यावेळेस त्या नाईटची म्हणजे रात्रीच्या टायमाला आजींबरोबर तुम्ही सांगितलं, तर त्यावेळेस खास आठवण काय होती तुमची अशी? आणि त्यातला एखादा सीन वगैरे काय होता?
म्हणजे तेव्हा ना मला अ, एवढी काही ती ते चित्रपट समजला नाही कारण मी पाच वर्षाचीच होते, तर माझ्यासाठी ना ते बघणंच एक नवीन एक्सपिरियन्स होता. की हे काय एवढं मोठं-मोठं काहीतरी दिसतंय आणि कितीतरी रंग दिसतात आहे आणि एवढे छान-छान त्यांनी कपडे घातले आणि काय स्टाईलनं ते बोलतात आहे आणि त्यांच्या केसांची हेअर स्टाईल त्यांचा मेकअप आणि त्यांचे छान असे रंगबिरंगी कपडे, तर ते बघून मी एवढी खुश झाले ना, मला असं वाटत होतं की मी काहीतरी स्वप्नातच आहे. आणि <laughs> त्यानंतर कोणीतरी तिकडं आलं होतं आणि त्यांचं अ, परफ्यूम लावलं असेल, त्यांनी अत्तर लावलं असेल, तर गुलाबाची सुगंध यायला अ, चालू झाली आणि असा मस्त गार-गार वारा वाहत होता, तर त्या गार-गार वाऱ्यात तिथे पडद्यावर मोठ्या पडद्यावर अ, मधुबालाचं गाणं सुरू झालं आणि एवढा छान असा गुलाबांचा सुगंध येत होता आणि मी <laughs> ते पाहत-पाहत आजीच्या मांडीवर मी झोपले आणि आजी एकदम प्रेमानं माझ्या डोक्यावरती हात फिरवत होती आणि ते मला आजपर्यंत मी विसरू नाही शकत ती गोष्ट.
हं. हं. अच्छा. अच्छा. अच्छा. हो. हो. हो. हं. हं. हं. अरे बापरे! <chuckles> हां. हां. हां. अच्छा. हां. हां. अरे बापरे! <chuckles> अरे वा! खूपच छान खूपच छान. तर तुम्ही बोललात, की तो काळ म्हणजे खूप जुना होता आणि त्यावेळेस म्हणजे नाही का, जे छोटे-छोटे रीती-रिवाज वगैरे आहेत. तर त्यामध्ये बघा, जसं की आज फिल्मी, म्हणजे नाही का, जसं फिल्म बघताना एक वेगळे अनुभव आहे. त्यावेळेसचे आपसूकच वेगळेच असणार. त्यावेळेस कॉमेंट्री करणारे किंवा एखादं गाणं लागलं. तर त्यामध्ये बघा जसं तुम्ही बोललात, की थिएटर, थिएटर तर नाही ते पडद्यावरचं हे होतं म्हणजे. तर त्यावेळेस असं झालं होतं का? की गाण्यांचं म्हणजे नाही का एक, गाणं लागलं तर सगळं मिळून ते गाणं वगैरे गातात आहेत वगैरे, अशा टाईपमध्ये आणि सगळं म्हणजे एक मोठ्या आवाजात. म्हणजे तो जो आवाज येतोय, तो. आणि त्यामध्ये सर्वांचे सूर वगैरे मिसळले असं काही?
हो. हो ना, म्हणजे डायलॉग कोणी-कोणी ज्यांनी अ, ते चित्रपट आधी पाहिलं होतं, त्यांना डायलॉग आठवण होते, तर ते प्रत्येक डायलॉगवरती स्वतःची कॉमेंट्री देत होते. की "अब देखना ऐसे होगा, ऐसे होगा, ये ऐसे बोलेगी." तर, <chuckles> ज्यांनी नाही पाहिलं होतं, ते खूप चिडत पण होते आणि ते सांगत होते. "शू, शू." असे करत होते, की "शांत बसा, आम्हाला नको डिस्टर्ब करु." तर अ, त्यांची पण चालूच होती छोटीशी अशी गप्पा वगैरे. आणि नंतर मग जेव्हा गाणं सुरू झालं, तेव्हा लोकं उठून नाचायलाच सुरू झाली. आणि सगळे गाणं गात होते आणि नाचत होते आणि इतकं छान असं वाटत होतं ना, खूपच मजा येत होती. आणि त्यानंतर झालं इंटरवल आणि इंटरवल झाल्याबरोबर <chuckles> सगळ्यांचं सुरू झालं, खाणं-पिणं कोणी वडापाव खात होतं, तर कोणी पॉपकॉर्न आणलं होते, तर कोणी घरचेच वस्तू आणल्या होत्या, तर कोणी बिस्किट आणलं होतं. असं.
हं, हं. अरे वाह! वाह! हं, हं, हं, हं. <chuckles> शांत बसा. आम्हाला ऐकू द्या. <chuckles> हं, हं, हं. अच्छा. अच्छा. हं, हं. हां, हां. इंटरव्हल? हां, हां. काय झालं? अच्छा. अच्छा-अच्छा. एकंदरीत म्हणजे तो मूवी आवडला का सर्वांना?
हो ना. भरपूर आवडलं, म्हणजे माझ्यासाठी तर ते पहिल्यांदाच मी चित्रपट एवढ्या मोठ्या पडद्यावर पाहिला होता. तर मला तर ते खूपच असं अविस्मरणीय आठवण आपण म्हणतो ना तसं होतं.
हो, हो, हो. अच्छा, खूपच छान. तर हा एकंदरीत तुम्ही अनुभव घेतला त्यावेळेस म्हणजे लहान वयात का असेना पण घेतला तर, त्या अनुभवाने तुमच्या कुटुंबातील नाती वगैरे कशी घट्ट केली हे सांगसाल का हो?
हो. म्हणजे तेव्हा काय झालं होतं ना, 2 दिवसा आधीच अ, तिथे आमच्या आजीच्या शेजारी 1 अ, राहायचं कुटुंब तर त्यातला 1 माणूस आहे. त्याला आम्ही मामा म्हणायचो. तर त्याचं अ, आमच्याच कुटुंबातल्या एका मुलाबरोबर थोडंसं भांडण झालं होतं. तर तो 2 दिवसापासनं बोलत नव्हता. आणि आम्ही सगळे लहान मुलं खूपच असं आम्हाला स्ट्रेस होत होतं की मामा आमच्याशी का नाही बोलत आहे म्हणून, तर आम्हाला नाही माहिती होतं की त्याचं भांडण झालं होतं पण त्यादिवशी तोही आला होता आणि चित्रपट बघताना म्हणजे चालू झालं बोलणं. तर अ, हो. ते 1 छान 1 अशी आठवण होती, की तो पण बोलायला चालू झाला आणि नंतर मग भांडण वगैरे सगळे विसरले आणि मस्त सगळ्यांच्या गप्पा सुरु झाल्या.
हं. हं. अच्छा. अच्छा. अच्छा. आ, ओके. का नाही बोलत? हां. हां. अच्छा. <chuckles> अच्छा. म्हणजे त्या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही म्हणजे एकमेकांचे जे रुसवे फुगवे होते. ते विसरून म्हणजे त्यातून 1 काय म्हणतात ना, एकोप्याची भावना प्रकट केली आणि म्हण म्हणतात बिछडलेले जे घर आहे ते परत एकत्रित आलं असं म्हणण्याचं म्हणू शकतो आपण.
हो. एकदम बरोबर म्हणजे म्हणू शकतो. म्हणजे तेव्हाचं ना मूवी चालू होती आणि सगळे कॉमेंटरी देत होते. तर त्यात तो मामाची पण सवय होती की पुढलं काय होणार आहे ते आधीच सांगायचं. तर त्याला पण आम्ही म्हणत होतो, की शांत बस म्हणून तर तोही मग हसायला लागला की काय आपण उगाचचं भांडण होतो.
हं. हं. हं. हं. हं. हं. अरे वाह! खूप छान. खूप छान. हो. हो. नक्कीचं नक्कीचं म्हणजे एक काय म्हणतात ना ते भांडणं तिथं मिटण्यामध्ये खूप अ, मोलाचा वाटा झाला. तर आजच्या काळात जर अशीच जर पुन्हा एखादी फिल्म नाईट करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही काय बदल करसाल? म्हणजे काय करसाल नेमकं? जे त्यावेळेस अ, होतं आताच्या म्हणजे नाही का परिस्थितीत खूप बदल आहे. तर अशा वेळेस आपण काय लक्षात ठेवसाल? काय बदल करताल?
हो. मी तर असं म्हणेन की आपण अशी फिल्म नाईट अ, रेग्युलरली ठेवायला पाहिजे. म्हणजे महिन्यातनं एकदा तरी जर असं कुठे ओपन थिएटरसारखं जर आपण केलं ना, तर हे सर्वांसाठी किती एकदम अ, एक छान असा एक्सपिरियन्स होईल नाही का? आणि लहान मुलांसाठी तर ते किती एकदम आवडीची गोष्ट असते, की एकदम मोकळ्या आकाशाखाली तुम्ही बसा. अ, मऊ-मऊ खालती गवत असेल. एखाद्या पार्कमध्ये तुम्ही हे अरेंजमेंट करू शकतात आणि तिथे असा मोठा पडदा लावून प्रोजेक्टरवर आपण करू शकतो किंवा जरी ते नाही जमलं तर अ, अ, आपण आपल्या घरातचं अ, मोठा टीव्ही तर आजकाल सगळ्यांकडेच असतंच. म्हणजे 55 इंचचा टीव्ही तर आजकाल खूप नॉर्मलच झालंय तर काही नाही तर आपण आपल्या कुटुंबाच्या सर्वजणांना बोलवून नातेवाईकांना बोलवून लहान मुलांसाठी काही ना काही गोड करून पॉपकॉर्न करून आपण अशी मूवी नाईट करू शकतो.
अगदी बरोबर. हां. हां. अगदी बरोबर. हो. हो. हो. हं. हं. हं. आहे. हो. हो. हो. हो. हं. हं. अगदी बरोबर आणि जेव्हा मूवी येते, तेव्हा इंटरवलही येतो आणि इंटरवल आला तर आपल्याला काहीतरी म्हणजे नाही का, काय म्हणतात जिभेचे चोचले असतात. <chuckles> तर त्याकरता खायला पण काहीतरी लागतं. जेणेकरून काय होईल की एक मूवी बघताना खूप म्हणजे नाही का, एक त्याचा उपभोग घेता येईल, तर अशावेळेस आपण काय म्हणजे ठरवाल, कोणचे पदार्थ असे खाल्ले पाहिजे इंटरव्हलमध्ये वगैरे?
हो. म्हणजे माझं तर सगळ्यात आवडीचं. हो, <chuckles> सगळ्यात आवडीचं सगळ्यांचंच मला वाटतं, पॉपकॉर्न फेवरेट असतं, तर <chuckles> पॉपकॉर्न तर असलंच पाहिजे, त्याचं काही दुसरं ऑप्शन नाही आणि पॉपकॉर्नशिवाय आपण आपल्या घरी, म्हणजे अ, दिवाळीचा फराळ पण खूपच आवडतो सगळ्यांना, तर आपण चकल्या ठेवू शकतो, शंकरपाळे ठेवू शकतो किंवा जर कोणाला गोड आवडत असेल तर लाडूही ठेवू शकतो. आणि काही नाही तर लहान मुलांसाठी बिस्किटं आणि कुकीज वगैरे तर असतातच. तर हे सगळ्या वस्तू जर आपण ठेवले ना, आणि काही ना काही प्यायला पण, म्हणजे सॉफ्ट ड्रिंक किंवा दूध वगैरे, जे खूप असे लहान मुलं असतील त्यांच्यासाठी. तर मला वाटतं असं काही अरेंजमेंट आपण छानपैकी केलं तर, भरपूर मजा येईल, नाही का.
किंवा मूवी बघता-बघता? हां. हो, हो, हो. हं. हो, हो, हो. बरोबर. हो, हो, हो. हं, हं, हं, हं, हं. हो, नक्कीच-नक्कीच. अ, म्हणजे आणि असा जर परत एखादा जर प्रसंग म्हणजे नाही का, तुम्ही जी फिल्म, स्ट्रीटवर जी फिल्म पाहिली होती, तर त्यावेळेस अ, नक्कीच तुम्ही तुम्हाला तो झ झोपेमुळं आनंद घेता आला नाही, असं तुम्ही म बोललात, तर पुढच्या वेळेस म्हणजे कोणची अ, दक्षता घेता येईल? जेणेकरून की प्रत्येकाला एक अ, फिल्मचा आनंद घेता येईल?
म्हणजे मला वाटतं की तेव्हा तर अ, काळ असा होता, की तेव्हा अ, बाहेर असं, रस्त्याच्या गल्लीतच आम्ही बसलो होतो, चटाई घालून. पण ते थोडंसं कम्फर्टेबल होण्यासाठी <chuckles> आपण स्वतःच्या घरात किंवा पार्कमध्ये थोडंसं आणखीन कम्फर्टेबल सीटिंग अरेंजमेंट करू शकतो. म्हणजे खाली <chuckles> जर मऊ-मऊ गवत असेल किंवा मऊ गादी अशी असेल फोमची, तर ते जरा जास्तच कम्फर्टेबल होईल, नाही का?
अच्छा, अच्छा. हं, हं. हो, हो. हं, हं, हं, हं. अगदी बरोबर. जसं की चित्रपट बघताना, आपण कोणत्या चित्रपटांना जास्त प्राधान्य देता? जसं की मराठी चित्रपट झाले, हिंदी चित्रपट किंवा साऊथचे पण असतात, ज्याचं की अनुवादन केलेलं असतं हिंदीमध्ये किंवा एक डायरेक्ट अ, हॉलिवूडचे चित्रपट, यांमध्ये कोणचे चित्रपट निवडले पाहिजे, कुटुंबासोबत बघताना?
मला तर अ, असे कॉमेडी मूवीज भरपूर आवडतात. म्हणजे ज्या मूवी पाहून जे असे चित्रपट पाहून आपल्याला हसत-खेळत वेळ जाईल, म्हणजे 3-2-3 तास कधी निघून गेले कळणारच नाही, असे चित्रपट पाहायला पाहिजे. आणि मला वाटतं असे चित्रपण आपण जर सिलेक्ट केले ना, तर एवढा भरपूर लोकांचा जे स्ट्रेस वगैरे असतो किंवा भेटलो नाही. "फोन का नाही केला?" असे जे <laughs> सगळे बोलत असतात. तर ते सगळं विसरून एकदम हसत-खेळत वेळ जाईल आणि सगळ्यांना खूपच मजा येईल आणि आनंद वाटेल.
अच्छा. हं हं हं. हं हं हं हं. हो हो हो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे एक काय बोलतात ना, एक त्यातून म्हणजे प्रत्येकाला एक आनंद घेता येईल. अजून अशा काही टिप्स आहेत का, जेणेकरून म्हणजे एक अ, एखादी आपली नाईट ठरवली की ज्यामध्ये आपल्याला एखादी जुनी फिल्म वगैरे बघायचीच आहे. तर त्यावेळेस कसं म्हणजे नियोजन करता येईल? अ, जेणेकरून सर्वजण येतील पण आणि त्या फिल्मचा एक म्हणजे नाही का, काहीतरी स्नॅक्स खाता-खाता अ, एक आनंद घेता येईल.
हो. म्हणजे आपण ना एक प्रॉपर प्लॅनिंग करून हे जर केलं ना तर सगळ्यांसाठी हा एक्सपिरियन्स एकदम कंफर्टेबल राहील आणि अ, खूप मजेशीर राहील. म्हणजे प्लॅनिंग म्हणजे काय माहिती आहे का, जर आपण पार्कमध्ये वगैरे असं काही करायचं ठरवलं. तर चांगल्या क्वालिटीचा प्रोजेक्टर, चांगल्या क्वालिटीचा पडदा आणि तिकडे पावर कट नाही व्हायला पाहिजे, तर त्याच्यासाठी जर जनरेटर लागणार असेल तर त्याचं अरेंजमेंट केलं पाहिजे. आणि सगळ्यांना मला वाटतं आठवड्यापूर्वीच अ, एक आठवड्यापूर्वीच सगळ्यांना सांगून ठेवायचं की बाबा आपण ना, शनिवार रविवारी ह्या-ह्या वेळेला, ह्या-ह्या ठिकाणी आपण जमायचं. आणि अ, सगळ्यांनी मिळून ही मूवी नाईट एक सक्सेसफुल इव्हेंट म्हणून पार पाडायची. तर अ, खायची, प्यायची वस्तू तर असलीच पाहिजे, तर प्रत्येकजण आपापल्या रीतीनं काही ना काही आणू शकतो. किंवा लोकल रेस्टॉरमधून पण आपण ऑर्डर करू शकतो. तर ही अरेंजमेंट आपण जर प्रॉपर प्लॅनिंगन केली तर सगळ्यांसाठीच हे अ, सोपं जाईल.
हं हं. हं हं. हो. हं हं. हो हो. हो हो हो. हो हो बरोबर. हो हो. हं हं. अगदी बरोबर. म्हणजे आणि तुम्ही जो बोललात, की तुम्ही तो मधुबालाचं वगैरे मूव्ही पाहिला होता, तर त्यातली एखादी अशी काही खास आठवण आहे का तुमची? एखादा डायलॉग किंवा सीन?
हो. मग त्याची आठवण, म्हणजे ते गाणं जे होतं ना, जब प्यार किया तो डरना क्या? <chuckles> तर ते गाणं आजपर्यंत मी विसरू नाही शकत, कारण ती उत्सुक इतकी सुंदर दिसत होती ना तेव्हा. तर तिचा चेहरा मला आज पण आठवतो, की किती छान तिचा स्माईल आहे. आणि ती किती एकदम अशी साधी, पण किती सुंदर दिसायची.
डरना क्या, अच्छा. हो, हो, हो, हो. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. नक्कीच, नक्कीच. तुम्हाला परत एकदा जर अ, तसा, म्हणजे नाही का, एक मौका मिळाला, असं म्हणजे स्ट्रीटवर खाली चटई टाकून मूव्ही वगैरे पडद्यावर बघण्याचा, तर तुमची काय रिएक्शन असेल? काय प्रतिसाद द्याल तुम्ही त्याला?
परत जर करायला मिळालं, तर मला तर वाटतं, मी टाईम ट्रॅव्हल करून परत 1985मध्ये जाईन आणि तिथे आजीच्या मांडीवर बसून, मस्त ती माझ्या डोक्यावरती हात फिरवेल आणि मी परत ती मूव्ही बघणं, मला खूपच आवडेल.
अच्छा. बट लक्ष ठेवा, यावेळेस तुम्ही झोपणार नाही, पूर्ण मूव्ही बघाल. <laughs>
<laughs> हो ना.
हो, खूपच छान वाटलं. म्हणजे तुम्ही जे कुटुंबासोबत जुनी फिल्म पाहिली आणि त्या नाईटमध्ये ती किती खास होती, याचं एकदम चपखल वर्णन तुम्ही केलय आणि त्यातून म्हणजे जुन्या व अ, आठवणींना एक उजाळा दिला. खूप-खूप धन्यवाद तुमचे आणि तुमच्या वेळेबद्दल खूप-खूप धन्यवाद.
तुमचही खूप-खूप धन्यवाद. मला खूप आवडलं तुमच्याशी बोलायला. पुन्हा भेटूया.
नक्कीच, नक्कीच.